हो ना. म्हणजे मी तुम्हाला एक घटना सांगते, बरं का. जेव्हा माझं लग्न झालं होतं ना, तर अ, अ, आमचं काय आहे ना, की आमचं लव्ह मॅरेज झालंय. आणि मी इथे महाराष्ट्राची, म्हणजे प्रॉपर मुंबईची मुलगी आणि माझे मिस्टर आहेत नॉर्थचे, नॉर्थ इंडियन आहे. तर आमच्या सासूबाईंनी जेव्हा अ, पहिल्यांदा माझ्याशी भेटल्या आणि मी अ, अ, म्हणजे असतं ना, की पहिलं जेवण बनवायचं, गोड बनवायचं. तर तेव्हा त्या मला म्हणाल्या, की "तू इथे ना तुझ्या मराठी स्टाईलचं जेवण वगैरे नको करु हां. तू इथे आमच्या स्टाईलचं बनव, म्हणजे जे आम्हाला वस्तू आवडतात ते बनवायला शिक." तर मी म्हटलं, "अरे! पहिलाच दिवस आहे, मी मला तर काहीच नाही येत तुमचं अ, जेवण. तर मग काय करायचं? तुम्ही मला शिकवाल का?" तर ती म्हणाली, <scoffs> "ह्, म्हणजे काय; फक्त लग्न करून आलीये? तुला तयारी कर केली हवी ना? तुझ्या आईने काही शिकवलं" "नाही का?" मी म्हणलं, "असं काय बोलताय तुम्ही, शिकवलंय ना माझ्या आईने. तर मग तुम्ही असं करा, की मी आज ना बनवते, जे मला येत ते मी बनवते आणि मग तुम्ही मला सांगा, की ते तुम्हाला आवडलं की नाही आवडलं?"
अ, सांगा ना. हां. हम्म. हो. हं, हं, हं. हम्म. हम्म. <laughs> हम्म. ओके.
मग त्या म्हणाल्या, "हां, हां. ठीक आहे. चला, बघूया काय शिकवले तुझ्या आईने?" मग.
म्हणजे तुम्ही मॅच स्वतःच्या पिचवर आणली. <laughs> बरं. हां. अ, हां.
हां. मग आता काय करायचं ना? पहिलाच दिवस आहे, पहिल्यांदा आपण जेवण बनवणार आहे आणि वरती त्यांची अशी अपेक्षा आहे, की मी नॉर्थ इंडियन जेवण बनवायचं. आणि तसं जेवण आम्ही कधी ऐकलंही नव्हतं, चाखणं तर वेगळीच गोष्ट.
बरोबर आहे. हो, बरोबर. बरं. ते मसालेही वेगळे असतात. हो, तेही पाहिजेत ना म्हणजे तसं पण सगळं माहिती पाहिजे तो कसा वापरायचा सिक्वेन्स काय बरोबर आहे.
तर मग हो ना. त्यांचे मसाले पण वेगळे असतात आणि तिथे कसं राजमा-चावल, छोले, काली दाल अशा गोष्टी बनवतात. आणि आपल्या इथे कसं वाटणाचं वाटपाचं असतं, खोबरं असतं आपल्या जेवणात. आणि आपण किती छान! म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्याला चहा-नाश्त्यामध्ये उपमा, शिरा, पोहे इतकी व्हरायटी असते आणि तिथे त्यांच्या तिथे असं काहीच नसतं. म्हणजे त्यांच्या तिथे सकाळी-सकाळी ना, म्हणजे वेगवेगळ्या स्टाईलचे पराठे असतात. कधी गोबीचे पराठे, कधी आलू पराठा असे वेगवेगळे पराठे आणि तसं आपण इथे खूप रेअर असं बनवतो.
हो. पराठेच खातात. हो, हो. आणि सकाळी छोले खातात, नाश्त्याला छ छोले आपल्याला अ, कल्पनाच नसते. पण त्यांच्याकडे तेच खातात अ, म्हणजे हां. बरोबर आहे.
हो ना. <chuckles> हो. तर तसं होतं तिथे. मग मी इथे आपल्या स्टाईलचं जे काही मला येत होतं, ते मी बनवलं आणि त्यासोबत मी गुजराती असे मेथीचे थेपले पण बनवले. आणि ते बघून हां, मग डायनिंग टेबल मी सेट केलं केलं आणि सगळं आणून ठेवलं. आणि सोबत खीर बनवली गोडसाठी. तर ते बघून सगळे घरचे तिथे म्हणजे माझी नणदी आली होती, माझे सासरे, माझी सासू आणि माझ्या नणंदेची मुलं पण होती. तर सगळ्यांनी म्हणजे डायनिंग टेबलवरती म्हणजे फुल ब्लास्ट अटॅक करून टाकलं आणि जेवण 5-10 मिनिटात सगळं संपलं.
हो. हां. हं, हं.